कुटुंबाबरोबर संघर्ष असा झाला, की मला त्यावेळेस असं वाटत होतं, की त्यांनी थोडीशी मला मदत करावी, आर्थिक मदत करावी. त्यावेळेस त्यांनी. की ऑप्शन्स होते तसे, की अ, आमची काही प्लॉट्स होते, तर असं मला वाटलं होतं, की ते प्लॉट्स अ, अगर विकले गेले, तर थोडीशी मदत होईल त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं थोडंसं. किंवा तो वाद तिथे मिटू शकला असता थोडासा. पण माझ्या वडिलांचं मला माझं एक म्हणणं होतं, की "बाबा, ही काय ही भविष्याची इन्व्हेस्टमेंट आहे, मी पहिलेच सांगितलं होतं तुला"
अच्छा. हां. हां. अच्छा. हां, हां, हां. हां, हां, हां.
"की तुला जे करायचं आहे ते तुझ्या हिमतीवर कर आणि हे काही माझ्यासाठी नाही," म्हणे, "हे पण तुझ्याचसाठी," म्हणे, "पण आता तू वेळ निभावून घेणं" हां, तुझ्या हां, "तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या भविष्याची तरतूद आहे," म्हणे.
अच्छा. हो, पण तुझ्या भवि भविष्याची तरतूद आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हो, हो, हो. भविष्याची तरतूद आहे. हां, बरोबर, बरोबर. ते दूरचा विचार करत होते अगदी.
तुमच्या 2 हां, तुमच्या 2 पिढीचं करून ठेवलं म्हणे. पण मी आता तुला पैसे दिले म्हणे, आता हे केलं आणि मग तुला काय होईल ना म्हणे, आज ठीक आहे म्हणे. थोडक्यात निभवलं गेलं म्हणे, पण थोडक्यात म्हणे ठीक आहे, आहे म्हणे बरीच रक्कम. थोडा वेळ लागेल म्हणे. पण तू पुढं आता ही रक्कम ₹10-11 लाखांची तू उद्या 50 लाखांची करशील म्हणे. कारण, की तुला ते आज आज तू म्हणतो, की प्लॉट विका, उद्या म्हणशील गावाकडचं शेत आणि घर विका. मग म्हणशील ही आपण जिथं राहतो ते विका.
हो, हो. ओके.
हां. तर मग मला असं वाटलं, की ते समजून नाही घेत नाही मला. त्यावेळेस कारण, की मी एकदम भयंकर याच्यात दुःखत होतो एकदम आणि मग अशी परिस्थिती झालेली होती ती, की काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून त्यावेळेस. कारण, की लोकं मला पाहत फिरत होते ना, सगळे, की बाबा काय आहे, काय नाही आणि मग काय हां, काय-काय कोणाला उत्तर द्या आणि काय-काय नाही. कारण, की कसं होतं ना, तो बिझनेस बंद करावा लागला. म्हणजे माझी ती जागा गेली. ती जागा होती रेंटची कारण, की त्या जागेला रेंटही भरपूर होता मला. साठ हजार रुपये होता. मी ₹60,000 देऊन मग परत तिथे दिवसभर बसा तगादा लावणाऱ्या लोकांसोबत, मग आपण वादविवाद करा. त्यापेक्षा मी असं म्हटलं, की बाबा, ₹60,000 पण भरपूर झाले ना, माझा जो आता इन्कम सोर्सच बंद झाला तर.
अच्छा-अच्छा. हो, हो, हो. शोधत होते तुम्हाला कुठे आहे, तुम्ही काय आहे? हां, हां. हो. हां. हं, हं, हं. खूप खूप मग खूप मोठी आहे चक्क मेहनत.
तर मी ते बंद केली. मग लोकांना असं वाटलं, की बाबा हा पण निघून जातो काय जसा. याचा हा म्हणतो याचा पार्टनर निघून गेला हं. मग ते लोकं सारखे, सारखे माझ्या पाया मागावरच होते, की बाबा जातो. मी तरी किती सांगितलं त्यांना, समजून सांगितलं मी, "नाही यार, मी इकडचाच आहे, लोकल आहे," म्हटलं, "मी, की त्याच्यासारखा बाहेरचा नाही," म्हणलं, "हे सगळं काही करायला," म्हणलं. "माझी फॅमिली आहे, नातेवाईक सगळे इथेच आहे," म्हटलं. पण ते काय होतात ना, की <tsk> परिस्थिती अशी असते ना, की त्या लोकांना थोडीशी भीती वाटते, "बाबा आपले पैसे निघतात की नाही निघत, पैसे निघतात की नाही निघत," असं होऊन जातं ते.
हां, त्याचं पार्टनर गेला तसा जाणार काय? हां. हं, हं. बरोबर, बरोबर.